नक्कीच, नक्कीच. मध्ये काही अ, कार्यक्रम आले किंवा झोपण्यासाठी उशीर झाला तर सकाळी उशिरा उठलो तर याच्यामध्ये जी आपण जी सायकल बसवलेली असते ही तुटते आणि जरी एक वेळेस ती तुटली तर 2-4 दिवस ती सायकल काही बसत नाही. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ना की
हां. सुटतेच नक्कीच सुटते. हो.
आपण स्वतःनी एक निश्चय घेतला पाहिजे की आता उद्या करायचंय म्हणजे करायचंय. प्रत्येक दिवस सारखा नसतो, प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपण परत आपल्या-आपल्या अ, ज्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी असतो त्या करत असतो. त्यासोबत परत आपण स्वतःला
हो, बरोबर आहे. हो, हो, हो. अगदी बरोबर.
त्या पद्धतीने अ, टाकायचं की आता मला व्यायाम करायचा आहे तर करायचाच आहे. मग हळू-हळू सुरुवात करायची परत आणि मग एक वेळेस आपण सुरुवात केली तर परत ती रुटीनला मॅच करून घेतो.
नक्कीच. हो ना! तसं करायला पाहिजे कारण की आपला रोज मूड असं सेम नसतो. हो, रोज मूड बदलत असतो असा नाही का? असं वाटतं कधीतरी जाऊन द्या, स्किप करू. असं तुम्ही करता का मग? चीटिंग डे करता कधी?
हं. असतो ना माझा चीट मील डे पण असतो आणि चीटिंग डे पण असतो. ज्या दिवशी मला समजा अ, बॉडी जास्त पेन होत असेल, तर त्या दिवशी मी काय व्यायाम करत नाही. अ, आणि मग व्यायाम म्हटला म्हणजे नुसता व्यायाम नसतो. त्याच्यासोबत खाणं खाणं पेन असतं आपलं आलं. अ, डायट पण मेंटेन करावं लागतं त्याच्यासाठी आणि मग कधी-कधी माणूस काय होता ना, चांगलं-चांगलं म्हणजे डायट मेंटेन करून ठेवतोय. मग कधीतरी आपली जिभेला पण काहीतरी चटोरं खायसाठी हवं असतं. मग त्या दिवशी मी चीट डे करून टाकतो. असं काही चालू असतं. पण
हां. हो, डाएट पण मेंटेन करावं लागतं त्यासाठी. नक्कीच. हो, हो, हो, हो. नक्की वाटत. मग ते चीट डे झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मग सुरू करता का नाही? कारण की नाही तर परत कंटाळा येतो तुम्हाला करताना?
हो. करतो ना. काय ती आता सवयच सवय झालेली आहे शरीराला पण आणि व्यायाम जर नाही केला तर मग अंगच असं आपल्याला वाटतं ना की कैद आपल्याला कैद मध्ये कोणीतरी ठेवलेलं आहे. जर मी व्यायाम केला नाही तर असं वाटायला लागून जातं मग मला.
हो, अगदी बरोबर. आळस येतो. हो नक्कीच. आणि आजकालच्या ज्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम करणं अ, मदत करू शकतं का या ज्या तणाव तणाव आहे लोकांना खूप आजकाल चिंता असते तर त्यामुळे व्यायाम हे उपयोगी ठरू शकतं?